मग त्यांनी मला सांगितलं, की आपण नुसतं सांगायचं नसतं, दाखवायचं नसतं, आपण त्यांच्यासोबत एक कनेक्ट बनवायचा असतो. तो कनेक्ट खूप गरजेचा आहे. कारण की तेही त्यांचा पूर्ण जीवनाची पुंजी त्यांनी जी जमवलेली आहे ती आपल्या ट्रस्टवरती ते या प्रॉपर्टीत लावणार आहे.
अगदी बरोबर. लावणार आहेत बरोबर.
तर मग आपल्याला त्या पद त्या लेव्हलचा ट्रस्ट त्यांच्यामध्ये निर्माण करणं फार गरजेचं असतं.
अगदी बरोबर.
आणि मग त्या दिवशी मला समजलं, की म्हंटलं हा तर खरं बोलला. कारण की अं, कुठलाही व्यक्ती असेल. तो ते एक फ्लॅट म्हणा, एक घर म्हणा, एक बंगलो म्हणा. तो त्याच्या पूर्ण जीवनाची पुंजी लावतो त्या घरामध्ये.
लावतो तिथे. अगदीच.
बरोबर. मग मलाही ती गोष्ट पटली आणि त्याच्यानंतर मी हळू-हळू लोकांसोबत अं, मी म्हणजे कम्युनिकेशनची अ, ती ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. स्वतःनीच म्हणजे ऑनलाईन शिकायला लागलो कसं करतात, काय करतात. कशा लोकांच्या भावनांशी जुडायचं. तर मग चांगलं म मला ते समजायला लागलं आणि मी त्यांच्यासोबत कनेक्ट झालो आणि साधारणतः 3 महिन्याच्या आत, आत मी माझे 2 प्रॉपर्टी सेल केल्या. त्याच्यामधनं मला चांगला चांगलंच कमिशन भेटलं हो आणि आणि आता सुदैवाने चांगलं चालू आहे आणि निश्चितपणे मी माझ्या जॉबपेक्षा दुप्पटच कमवतो आहे आणि त्यातल्या त्यात आता व्यवसाय केला आहे. म्हणजे त्याला थोडंसं टेक्नॉलॉजिकली एडवान्स घेऊन जाणं पण आपले गरजेचं असतं. तर मग आम्ही आता स्वतः हं.
अरे वाह! अरे वा. कमिशन आलं असंल. नक्कीच. हो. अगदी बरोबर. तर खूप अभिनंदन तुमचे म्हणजे खूप अभिनंदन, की तुम्हाला नाही का असं यश घेता आलं, तुमचा निर्णय खूप चांगला होता. पण कधी असं झालं का हो? की म्हणजे हा निर्णय घ्यायच्या वेळेला किंवा तुम्ही म्हटला, की 1-2 महिने तुम्हाला म्हणजे एकही प्रॉपर्टी विकल्या गेली नाही. तेव्हा अशी तुम्हाला कुठली भीती आली होती का हो मनात? किंवा अशी शंका होती का चला ह्याच्यापेक्षा आपली नोकरीच चांगली होती आपण परत नोकरी जॉइन करूया असं काही वाटलं होतं तुम्हाला?
हो. हं. हं. हं. हं. हं.